बघा ना, आपले जे दैनंदिन जीवनाचे जे कामं असतात, जे आपले दररोजचे कामं असतात, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे रूटीन, छोटे-छोटे क्लीनअप असावे, असं मला वाटतं आणि खूप गरजेचं आहे. तर मला एक सांगा, की तुम्ही असं काही करता का, दररोजच्या कामासाठी असे छोटेसे क्लीनअप रूटीन वगैरे?
हो. अं, मी तर सांगेन, दिवसाची सकाळ ही, पान आपलं पांघरुण असतं, की नाही, की आपला जो बेड असतो, तिथून ठीक करण्यापासून करावी. कारण सुरुवात ही तिथूनच होत असते. मी हॉस्टेलला राहिले आणि मी अशा लोकांना बघितलंय, जे पांघरुण पण उ म्हणजे उठतात, मग सुरू होतं त्यांचं फक्त फोन, फक्त फोन, पांघरुण पण नाही ठीक करणार किंवा आपल्या गोष्टी ज्या आहेत, रोजचा रुटीन पण नाही व्यवस्थित करणार. काही लोकं अंघोळ पण नाही घेत. ही गोष्ट पण बघितली आहे, की काही लोकं एवढे आळशी होऊन जातात, की ते अंघोळ पण नाही घेत. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आपण सकाळी उठलो का, आपलं पांघरूण ठीक करायचं, आपल्या बेडशीट व्यवस्थित ठेवायच्या. तर ते धुवायला टाकायचं, आपलं जे उश्या असतात, त्याचं जे कापड असतं, ते धुवायला टाकायचं. आणि उठल्यावर पहिला ब्रश करायचा किंवा आपला सकाळचं मॉर्निंगचा एक रूटीन बनवायचा, की सकाळी उठल्या-उठल्या मी जर्नलिंग करेन किंवा उठल्या-उठल्या मी माझ्या घरी सवय आहे, अ, म्हणजे मला फारशी आवडत नाही, पण कधी-कधी मी ट्राय करते, की सकाळी उठल्यावर आहे ना, उपाशीपोटी अ, लिंबू अ, अदरक, आलं जे असतं ते आणि त्याच्यामध्ये थोडंसं लवंग टाकून ते उकडतात आणि तो पाणी प्यायचा गरम-गरम एकदम. आणि अशा ज्या गोष्टी असतात ना, लाइक आपली स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, आपला रूम कसा आहे, तो नीटनेटकं आहे, की नाही, या गोष्टीकडे पण भर दिला पाहिजे. म्हणजे लहान-लहान गोष्टी आहेत, त्याच्यावरती जर का लक्ष दिलं, तर मग मला वाटतं, क्लीनअप एवढं फारसं करावं लागत नाही.
हां. हो. बरोबर. हां, हां. अरे बापरे! हो. बरोबर. हां. बरोबर. हो. बरोबर. हां, हां. अरे वाह! हां, हां, हां, हां. बरोबर. हो. बरोबर. मग असं नेमकं क्लीनअप म्हणजे नेमकं तुम्ही काय करतात? जसं अ, सकाळचं तुम्ही सांगितलं, पण जसं किचनमध्ये म्हणा, तिथे पण असतं. आपले घरातले दुसरे पण कामं असतात. मग तिथं कसे छोटे-छोटे असे क्लीनअप रुटीन तुम्ही ठेवता?
हो. अ, आता आम्ही आहे ना, रूममध्ये राहतो, म्हणजे फ्लॅटमध्ये राहतो, ठीक आहे. आणि हा पी-जी आहे, म्हणजे मला फारसं काही करावं लागत नाही बाकी कचरा काढणं किंवा डस्टबीन असेल ना किंवा ड कचरा सांभाळणं, या सगळ्या गोष्टी, काही कराव्या लागत नाहीत. पण किचन आम्हाला बघावं लागतो, कारण आमच्यात आम्ही राहतोय ना, आम्ही रूल बनवला आहे, की तुमचं जेवण बनवून झालं का, ते धुवून काढायचं सगळं, म्हणजे समोरच्याला त्रास होणार नाही. आता हे लहान गोष्ट आहे, की नाही, आता जेवण बनवून झालं, मग किचनमध्ये अ, खरकटी भांडी नाही ठेवायची. झालं का लगेच ते करून टाकायचं किंवा फ्रिजमध्ये काहीही गोष्टी ठेवायच्या नाहीत, ज्या तुमच्या महिनाभर चालतील. तो फ्रिज 7 दिवसांनी आम्ही चेक करतो, की कोणाचं आहे हे? यूज कर, नाहीतर फेकून दे, तुझ्यावर डिपेंड करतं. पण ते आत्ताच करायचं. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत ना, त्याच्याकडे जास्त कळ गेला पाहिजे किंवा मी सांगेन, की आम्हाला अजून एक गोष्ट आहे.
हां, हां. अच्छा. हां, हां, हां. हां, हां, हां. बरोबर. अगदी बरोबर. हां, हां, हां. बरोबर. हो. हां, हां. बरोबर.
आम्ही बाकीच्या गोष्टी जरी करत असलो तरीपण, अ, म्हणजे बाकी कचरा वगैरे नसून काढत तरीपण, आमची एक असं आहे, की अ, आपलं जे कबोर्ड आहे, जे त्यांनी दिलं आहे, ते आठवड्यातून एकदा तरी साफ करायचं. कारण कधी-कधी झु झुरळ होतात, मग ते खूप बेकार होऊन जातं किंवा आपल्या बाकीच्या गोष्टी आहेत तेवढा जेवढा जमतील तेवढा क्लीन करायचं. मला तर घाण केलेली कोणी बिलकुल आवडत नाही आणि केली तर मी तोंडावर बोलते बाबा, हे बघ मी डायरेक्ट कम्प्लेंट करणार, मी मागे-पुढे बघणार नाही.
हां, हां. हो, हो. अरे वाह! खूप छान! हां. बरोबर. हां, हां. <chuckles> बरोबर. खूप छान.
आणि कसं आहे ना, तुम्ही जसं बोललात, की बाकीची लोकं पण असतात. मग आपला कळ ह्याच्याकडे पण गेला पाहिजे, की बाकीची लोकं पण व्यवस्थित राहतील. कारण ते जसं वागतात, ते जशा गोष्टी करतात त्याचा प्रभाव जो आहे ना, तर आपल्यावरती पण मोठ्या प्रमाणात होत असतो.
हां, हां. बरोबर. हो. ते तर आहे. तर अ, मला एक सांग म्हणजे असं नेमकं कोणत्या कामांना प्राधान्य द्यायला एक अ, तू सांगशील, त्या लोकांना म्हणा किंवा मग तुला? म्हणजे त्या लहान पण असं प्रभावी गोष्टी कोणत्या आहेत ज्या, घर लगेच असे स्वच्छ दिसू शकते?
अ, आता बघ ना, तू सकाळी उठते, आपण जसं बोललो की पांघरूण टाकणं किंवा ते व्यवस्थित करणं आणि नंतर उठल्यावरती आपल्या बाकीच्या गोष्टी करतानासुद्धा अ, म्हणजे अंघोळ झाली का लगेच तो टॉवेल बाहेर अ, सुकत टाकणं. ही पण लहान गोष्ट आहे की नाही? पण तो जर का तू अ, तुझ्या खुर्चीवर टाकून ठेवला, बेडवर टाकून ठेवला, मग ती आपल्या हेल्थसाठी किंवा स्किनसाठी पण चांगली गोष्ट नाहीये किंवा ते झालं एक आणि आपण अभ्यास जरी करत असलो, आपल्याला जो टेबल आहे तो स्वच्छ ठेवावा. आपली खुर्ची जी आहे ती स्वच्छ ठेवावी. काही लोकांना सवय असते, की खूप म्हणजे खूप पसारा करून ठेवतात टेबलवरती किंवा खुर्चीवरती. ते व्यवस्थित करावं, झोपायच्या आधी पण किंवा अभ्यास करून झाला का. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी नको आहेत ते कपाटात टाकून ठेव, पसारा पण नाही होत, अभ्यास पण चांगला होतो. आणि
हां, हां. बरोबर, हो. बरोबर. बरोबर. हो, ते तर आहेच. हो, बरोबर.
महत्त्वाच्या, महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. अ, फ्रीज साफ करणं. कधीतरी स्वतः आता खिडक्या सेपरेट-सेपरेट रूम असल्यामुळे आपली स्वतःची जबाबदारी असते की आपण कचरा व्यवस्थित काढतोय की नाही आपला. खिडक्या साफ आहेत की नाही? म्हणजे डीप क्लिनिंग जेवढा जमेल ना आठवड्यातनं एकदा, तेवढा केला पाहिजेत. कारण कसं आहे ना, राहतो आपण सगळेजण असलो ना, तरी आपली स्वतःची-स्वतःची एक जबाबदारी असते, की आपण व्यवस्थित राहतोय की नाही? राहताना आपल्याला क्लीन आहे की नाही? म्हणजे मी तर सांगते की माझा अनुभव असा आहे की जेवढा रूम क्लीन असेल तेवढं डोकं चांगलं चालतं.
हों. बरोबर. बरोबर. हां. हो ते तर आहेच.
कारण जर का तो मेस असेल, सगळा पसारा असेल, मग मी पण गडबडणार ना हा एवढा पसारा आहे. मग पायाखाली काहीतरी येतं किंवा इकडे-तिकडे सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात. त्यापेक्षा बरं एवढं आहे की रात्री काही म एक चांगली सवय म्हणजे आहे ना, असं वाटत असेल की आजचा दिवस खूप बिझी गेला तर रात्रीची 10-15 मिनिटं फक्त, फक्त आणि फक्त पसारा गोळा करण्यात घालवावी. कुठेही झोपायच्या आधी कुठेही पसारा नको. ही गोष्ट जर का केली ना, तरी सकाळचा दिवस चांगला येतो, नवीन येतो. मग ते आपल्याला माहिती असतं की अरे वाह! काहीच पसारा नाही आहे आणि आज मी पसारा करणार पण नाही. म्हणजे त्याचा ना आपल्या डोक्यावरती एक वेगळा प्रभाव होऊन जातो आणि मी सांगेन एक सोपी अशी ट्रिक. आता बघ अ, तू काहीतरी करते, तू स्वयंपाक करते ठीक आहे आणि तुला माहिती आहे स्वयंपाक करतानाच ओला कचरा तयार होतो. तो कुठेच न ठेवता, लगेच, लाइक लगेच म्हणजे लगेच, तुझ्या घरात कुंड्या असतील तर त्याच्यात टाकावं डस्टबिन असेल डस्टबिनमध्ये टाकावं. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या वेळीच केल्या पाहिजेत किंवा सपोज असं म्हणता येईल की तुझी अ, पाण्याची बॉटल्स आहेत, त्या पण आपल्याला वेळीच आठवड्यातून 1दा-2दा धुवाव्या लागतात. अशा गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे क्लीनिंग आहे ना, एक रूटीन असला पाहिजे, की मी सकाळी उठल्यावर हे करणार, मग दुपारी हे करणार, रात्री झोपायच्या आधी मी माझं पूर्ण रूम क्लीन करणार. म्हणजे कसं होतं ना, की आठवडाभरासाठी राहून जात नाही किंवा लॉन्ड्री असते आपली, आपले कपडे धुवायचे असतात. मग काय करायचं? माझा एक रूल आहे की
हों. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. हो. हां, बरोबर. हां, हां, हां, हो. बरोबर. हां, हां. हो.
आठवड्याचे 7 दिवस आहेत बरोबर? मग मी रोज जरी नसेल धुवत तरी मी 2 दिवस आड लॉन्ड्रीला कपडे टाकणार किंवा मी स्वतः मशीन लावनार आणि त्याने काय होतं खूप पसारा असा होत नाही. कारण कपड्यांचा पसारा खूप मोठा पसारा असतो, असं मला वाटतं.
बरोबर. हां, हां, हो, हो, हो. बरोबर, हो, ते तर आहेच. खूप छान सांगितलं म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्यामध्ये तू खूप छान असं समजून सांगितलं. म्हणजे बघ ना, की तू अ, जसं की तुझं रोजचं डेली रूटीनमधलं जसं की तुझं कबर्ड साफ करणं वगैरे आणि इतरांनाही सांगणं, खरंच खूप छान वाटलं, ऐकून. तर मला हे सांग की कुटुंबामध्ये बघ ना, लोकं एकत्र राहत असतील तर मग नेमकी कामे कशी वाटून घ्यावी त्यांनी, असं वाटतं तुला?
माझ्या इथं तर खूप भारी कडक लोकं आहेत आणि त्यांचं कसं आहे, की अ, काम झालं रे झालं, की आपली, जी गोष्ट आहे, ती लगेच करून मोकळं व्हायचं. ओरडा खायचा नसेल मोठ्यांचा तर, काही माझी भावंडं असे पण आहेत अ, की ती कॉफी करतात किंवा काहीतरी जेवण बनवतात. आणि एवढा पसारा करतात, एवढा पसारा करतात, की त्यांनापण असा क्वेस्चन पडतो, की मी साफ करू की नको? पण नंतरची गोष्ट असते, की घरातले लोक मोठी लोकं आली की ओरडा पडणार. म्हणून वेळीच जे आपलं काम आहे ना, ते वेळीच करावं किंवा घरी अशीपण सवय आहे, लोकांना, की पाणी पिऊन झालं का, ग्लास कुठेतरी ठेवणार आणि तो ग्लास तिथेच राहणार. मग ख नंतर, मग आई आली की बाबा आले की भारी ओरडतात, की हा ग्लास कोणाचा? <chuckles> आणि, आणि माझी फॅमिली अशी, जॉइंट फॅमिली आहे आणि तिथे आहे ना, लोकांचं असं आहे, की प्रत्येकाचं काम प्रत्येकाने व्यवस्थितच केलं पाहिजे. नंतर एवढा, एवढा ओरडा भेटणार आणि तेव्हा ओरडा असा नाही भेटत, सगळे चेष्टा करतात. कारण, आपण खूप कमी वेळा घरी जात असतो आणि असं नाही आहे की ते, ओरडा, ओरडा म्हणून मस्ती-मस्ती पण तेवढीच घेतात. आणि ती मस्तीपण पासून थोडं वाचायचं असेल, तर गप पण आपलं काम करायचं. कारण, मग एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीकडे जाते आणि नंतर काय होतं, ती गोष्ट तुम्ही केली जरी नसेल ना, तरी तुमच्यावरच येते, की हे तूच केलं आहे म्हणून. अशा गोष्टींपासून वाचायचं असेल ना, तर मग वेळीच काम करावं. म्हणजे जास्त वेळ टाईमपास न करता, आपल्याला हातात जे काम आहे ना, ते लगेच उरकाव. आणि अ, अजून एक गोष्ट आहे की मी, इकडे राहिलेले ना हॉस्टेलला वगैरे राहताना एखादा आता बघ.
<chuckles> बरोबर. हां, हां. <chuckles> हां. बरोबर. हां, हां, हां. <chuckles> बरोबर. हो. <chuckles> हो. बरोबर. हां. ते तर आहेच. बरोबर. हो, हो, हो. हां, हां.
मला सवय आहे, की महिन्यातून एकदा मी कुठेतरी बाहेर फिरायला जाणार किंवा आईसक्रीम देणार स्वतःला. एक रिवार्ड सिस्टम बनवली ना, का आपल्याला वाटतं, की "अरे वाह! आज आपण आज आठवडाभर आपण खूप छान काम केलं किंवा आज महिनाभर आपण खूप छान काम केलं. आपण एखादं अ, जेव्हा रिवार्ड देत असतो ना स्वतःला, तेव्हा असा एक वेगळाच गोष्ट ट्रिगर होते, आणि मग ती सवय बनून जाते.
हां, हां. हो. <chuckles> बरोबर. खूप छान सांगितलंस तू. तर अ, एक मला सांग, की जे मुलं, आपण जसं घरात सांगितलं, तू कुटुंबामध्ये कामं वगैरे वाटून कसे घ्यायचे? तर मग घरामध्ये बघ ना, मुलं असतात, आपले वृद्ध, वयस्कर अ, माणसं असतात. अ, मग त्यामध्ये अशी कशी इन्व्हॉल्वमेंट करायची, असं तुला वाटतं?
हं. अ, आपण आहे ना, मोठ्या लोकांना, जे वृद्ध आहेत, त्यांना भारी काही बोलू नाही शकत, कारण कसं आहे, त्यांचंही वय झालेलं असतं. आणि तेव्हा आपण समंजस बनणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अ, त्यांनी लहानाचं मोठं केलं आहे, आता इथपर्यंत. आणि तुम्हाला चांगली अक्कल आहे, तुम्ही तुमच्या यूथ, म्हणजे यंग एजमध्ये आहात, मग त्यांना काहीही न बोलता, शांतपणे त्यांची जी गोष्ट आहे, किंवा त्यांना जे जमत नाही, ते स्वतःहून शांतपणे करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा माझ्या घरी माझी आजी होती, तेव्हा माझ्या घरच्या, म्हणजे आम्ही जे भावंड होतो, त्यांना घरच्यांनी खूप चांगलं समजावलं होतं, की काहीही त्या बोलल्या, बिलकुल मनात लावून न घेता, जे काय सांगताय, ते शांतपणे करायचं. तर मी तर म्हणेल, की बाकीच्यांनी पण सेम केलं पाहिजे, आणि लहान मुलांना बाकी ठाम समजावून सांगितलं पाहिजे, की हे बिलकुल करायचं नाही, किंवा असा पसरा बिलकुल करायचा नाही, कारण ते त्यांना जेव्हा आपण लहान वयात सांगू, तेव्हा कुठे ते मोठे जाऊन चांगली गोष्ट करतील, हो की नाही?
हां, हां. हो. हां, हां. बरोबर. अगदी बरोबर. हो. बरोबर.
कारण आपल्याला माहिती आहे आपल्यावर एक कडक शिक्षण होतं. आपल्यावर आपल्या आई-वडिलांची कडक नजर होती, चांगले संस्कार होते. म्हणून कुठे आपण इथपर्यंत आलोय आणि तेच जर का, आपल्याला लहान मुलांच्या पण घालवायचं असेल तर आपण पण तेच केलं पाहिजेत ना जे आपल्याला आई-वडिलांनी शिकवलंय त्याच गोष्टी व्यवस्थित त्यांना समजावून शिकवल्या पाहिजेत. पण आताची लहान मुलं असं नाहीत, की क सांगितलं की ऐकत नाहीत, त्यांचं असं आहे, की त्यांना कोणी सांगितलेलंच नाही आहे की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे. मग शांतपणे आपण सांगणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे.
हां, हां. बरोबर. बरोबर. <chuckles> हो. बरोबर. बरोबर. तर मग मला एक सांग की व्यस्त दिवसामध्ये किंवा मग प्रवासानंतर घर असं लगेच असं म्हणतो ना, आपण एक घाण होऊन जातं. एक घाण म्हणजे कॉकरोच वगैरे होणं असं एकदम म्हणता येईल की वेगळंच दिसतं, वेगळंच त्याचं एक रूप बदलून जातं. मग असं दिसतं असेल तर, कोणकोणत्याचे तात्काळ उपाय हॅक्स वापरते तू? म्हणजे एक म्हणतो ना जेव्हा पाहुणे येणार असेल, तर 5 मिनटात काय काय करायला पाहिजे, असं काही सांगू शकेल?
हं. अ, मी तर बोलेन, की पाहुणे येत असतील तर मग आधीच, स अप असं नाही पाहिजे, की पाहुणे येतायेत म्हणून रु रूम साफ करतोय. रूम डेली साफ केला ना, की पाहुण्यांना पण दिसून येतं, की हे डेली साफ आहे किंवा हे आता आता साफ केलेलं आहे म्हणून. मग कळ असा पाहिजे, की दररोज एक क्लीनअप रूटीन असेल सगळ्यांचा, म्हणजे पाहुणे येत आहेत म्हणून न करण्यापेक्षा रोजचा एक क्लीनअप रूटीन असेल. आणि जसं तू बोलली, की आपण बाहेर जातो घाई घाईमध्ये आणि नंतर एक खूप पसारा होतो. तर मी सांगेन, की सगळ्यात भारी गोष्ट ही असते, की जायच्या आधी सगळं आवरून जाणं. कारण जेव्हा आपण बाहेरून जाऊन येतो, तेव्हा आपण एवढं थकलेलं असतो ना, की आपल्याला कशाची शुद्ध नसते, की इथे काय आहे? तिथे काय आहे? आणि डोकं एवढं गरगरतं ना तेव्हा, त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की बाहेर जायच्या आधीच, गोष्टी व्यवस्थित ठेवून जाव्यात, जिथे असतात तिथे ठेवाव्यात. कारण नंतर मग आपण विसरून पण जातो, की ही गोष्ट कुठे होती? आता बघ ना, मी थकून आले आणि मी माझा सगळा रूम क्लीन करते. चान्सेस खूप लो आहेत किंवा हाय आहेत, की मी ती गोष्ट दुसऱ्या ठिकाणी ठेवेन जिथे मी रेग्युलर ते ठेवत नाही. आणि मग नंतरच्या दिवशी कधीतरी मी आठवड्या, 2 आठवड्यांनी ती शोधायला गेली, ती मला सापडणार नाही आणि चिडचिड माझीच होईल. स्वतःला मला वाचवायचं असेल अशा गोष्टींपासून, तर माझा तर कळ हाच असतो, की सुरुवातीपासूनच गोष्टी व्यवस्थित ठेवाव्यात. जिथे हव्या आहेत तिथेच ठेवाव्यात पसारा जरी झाला कुठे बाहेर जायच्या आधी
हां, हां. हो. <chuckles> बरोबर. बरोबर. हो. हो. हं, हं.
तो त्याच वेळी आवरावा. म्हणजे जेवढ्या गोष्टी 5 मिनिटांमध्ये करता येत आहेत. त्या गोष्टी नंतर अशा 10-1का तासासाठी का ठेवाव्यात असं वाटतं मला.
हो. खूप छान. म्हणजे खूप छान प्रकारे तू सांगितलं, की दररोजच्या कामासाठी, छोटे क्लीनअप रूटीन तू कसे ठेवतेस आणि इतरांसाठी खूप छान छान टिप्सही दिल्यात तू, की त्याने नेमकं काय काय करायला पाहिजे कसं स्वच्छता ठेवायला पाहिजे. आणि छोट्या पण क्लीनअप केलं, की आपला एक म्हणता येईल, की आपलं घर स्वच्छ होतं. हॉस्टेल आपलं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये पण सगळं असं व्यवस्थित जिथल्या तिथं राहतं. खूप छान प्रकारे सांगितलं तू आणि खरंच मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि मला पुन्हा नक्की तुझ्याशी बोलायला खूप आवडेल. खरंच तुझे मनःपूर्वक आभार आणि खरंच खूप, खूप धन्यवाद!
मलाही तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा बोलायला नक्की आवडेल तुझेही आभार आणि धन्यवाद.